दुसऱ्यांदा मग मी अ, ॲडमिन झालो. मग तिसऱ्यांदा मी अकाउंटंट झालो. मग मार्केटिंगला गेलो. परत अ, दूस कम जॉब बदलला. परत मग अकाउंटंट झालो आणि असं करता-करता शेवटी मी एका कंपनीत मॅनेजर झालो.
हं. बरं. बराच मोठा प्रवास आहे तुमचा म्हणजे मग.
ती पोस्ट बदलली ना. हां, तर म्हणतात ना नोकरी बदलल्याने अनुभव वाढतात. एक्सपिरियन्स वाढतो. आणि एकाच ठिकाणी राहिला ना, आपल्याला तेवढा पाण्याचा अंदाज येतो. म्हणजे बघा हा, मी एखाद्या डबक्यात आहे. जर डबक्यामधी आहे ना, मला एवढंच वाटतं की हां, मीच एकटा बादशहा आहे आणि बाकीचे 2-3 गपचूप रहा, तुम्ही सगळ्यांनी नाही का? आणि त्याला आपल्याला माहीत पडत नाही, बाहेरची दुनिया कशी आहे? पण जेव्हा आपण मोठ्या समुद्रात जातो. त्यावेळी तिकडं कळतं, की "अरे! आपण जेवढं माहिती पडलं, तेवढं कमीच आहे."
हं. हो. हो. हां. हो, हो, हो, हो. बरोबर. नक्कीच.
"कारण की बाबा अ, समुद्र तर लईच मोठा आहे. त्याला आपण कधीच नापूू शकत नाही." तर अ, ते सगळं आपल्याला अ, माहीत पडतं आणि मग जेव्हा नवीन नोकरीत मी गेलो. तेव्हा मी काय करायचो? की अजून मन लावून काम करायचो.
हो. नाही. हां. बरं.
जुन्या नोकरीत आळस येतो काम करायला तेच-तेच. नवीन नोकरीत काहीतरी नाविन्य असतं, शिकायला काही स्किल्स भेटतात हां.
हो, हो, हो. नाविन्य असतं. नावीन्याची ओढ असते. स्किल भेटतात हो.
अ, हां. ते ब बघा ना, म्हणजे मी आधीच्या कंपनीमध्ये अ, सिस्टिमॅटिक काम करत होतो. नाही का? एक एका कंपनीमध्ये. नवीन कंपनीत त्यांचं काम सिस्टिमॅटिक नसतं, त्यांचं वेगळच काहीतरी असतं नाही का? तर ते नवीन शिकायला भेटतं हां, म्हणजे काही कंपनीमध्ये बिल जपायला खूप महत्व असतं. काही कंपनी म्हणतात बिल-विल काही नाही. पैसे आले विषय संपला.
हां. हो, हो. वेगळं ते शिकायला वेळ जातो पुन्हा त्याच्यामध्ये हां. हो, हो.

नवीन टीममध्ये हो, बरोबर आहे आणि त्यांच्यामध्ये ॲडजस्ट व्हायला पण आपल्याला थोडासा वेळ लागतो. मग अ, करियरमध्ये बदल झाल्यानंतर अ, स्वतःची नवी ओळख निर्माण करायची गरज का वाटते? तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल?
हां. मग स्वतःची नवीन ओळख कारण की आपल्याला असं सगळ्यांना वाटतं, की हां, ऑफिसमधला मी सगळ्यात फेमस माणूस पाहिजे. चांगला व्यक्ती पाहिजे. सगळ्यांचा माझ्यावर प्रभाव पाहिजे, माझं काम चांगलं परफेक्ट पाहिजे. सगळ्यांना वाटत असतं ना. म्हणजे अ, जुन्या ठिकाणी आपण आधीच ते छक्के-पंजे दाखवलेले असतात. आपण आधीच फेमस झालेलो असतो. नवीन ठिक तिथे कौतुक होणं बंद होऊन जातं मग आपलं.
आंहा, हो. हो. नक्कीच. हो. नवीन ठिकाणी. हां, हां, म जुन्या ठिकाणी हो, हो. म्हणजे तोच-तोच पणा, हां. तोच-तोच पणा होतो.
जुन्या ठिकाणी. कौतुक नाही होतं आपलं. हां, कारण की त्यांना माहिती आहे हा काय वेगळं करतो आहे? तेच-तेच करतो आहे ना? पण नवीन ठिकाणी आपण हळू-हळू स्ट्रेंग्थ दाखवत जातो ना आपली तेव्हा बॉस खुश होतो. "अरे वाह! वाह! वाह! वाह! <clicks tongue> काय मस्त काम करतोय तो."
हां. हां, मग आपली त्यातून अशी अ, ओळख निर्माण होते. असं म्हणायचं तुम्हाला.
हां, मानसन्मान बदलू शकतो आपण तिथं. ओळख बदलल्यासारखं वाटतं आपल्याला कारण की बघा मानसन्मान खूप महत्वाचा असतो. आधीच्या कंपनीत आपल्याला काही ज्युनियर्स लोकं आपले मित्र असतात त्यामुळे ते आपल्याला थोडं अशी रिस्पेक्ट देत नाही, हे ना? पण नवीन ठिकाणी सगळे आपल्याला रिस्पेक्ट देतात. "अरे सर, कसे आहेत सर?" हां, हां. म्हणजे स्वतःला अपग्रेड केल्यासारखं होतं ते. मला तर असं वाटतं आणि कधी-कधी नोकरी बदलल्यानंतरच आहे ना आपल्याला खऱ्या ओळखीची जाणीव होते.
हां. हो, हो. हो, हो, हो. बरोबर. रिस्पेक्ट नवीन तर हां. ते एक महत्त्वाचं आहे, हो, त्याच्यामध्ये. हो. हो, खऱ्या ओळखीची म्हणजे तुम्ही काय आहे ॲक्चुअली? ते कळत जातं.

हां बघा, एक अ, नवीन कंपनी मी जॉइंट केली. तिथं मॅनेजर मॅनेजर झालो, हां? आणि तिथं आधी अ, जी कंपनीत होतो मी अकाउंटंट, तिथं अ, म्हणतात ना, खूप अ, मला अ, कमी पगार होता. सगळ्या गोष्टी कमी होत्या आणि स अ, अ, आ हां, म्हणजे असं कम्फर्ट झोन चांगला होता मला, पण मला त्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर निघायचं होतं, नाही का? दिवस मोठे जायचे कारण, की अ, काय व्हायचं ना की अ, कामच नसायचं जास्त मला तिथं. अन् पगार पण कमी आणि तिथं पगारवाढ बघितली
हां. हां. हं. हं. हं. हो. बरोबर. हां. मग अ, मग माणूस पण मग शिकायची ओढ ठेवत नाही. मग नवीन स्किल-सेट पण आ, आत्मसात करत नाही असा प्रॉब्लेम होतो मग.
हां. हो आणि पगारवाढ पण कमी. ल मी बघितलं तर मॅनेजर तिथं 14 वर्ष काम करतोय आणि त्याला 23,000च पगार.
हो. अरे बापरे! मग काहीच ग्रोथ नाही ना?
मी म्हटलं मग मी काय, काय उ मी काय करणार आहे इथं कंपनीमध्ये. मग मी दुसऱ्या कंपनीत गेलो. 4 वर्ष त्या कंपनीत माझा पगार डायरेक्ट 50,000 प्लस झाला. आणि मग अ, त्या मॅनेजरशी एकदा भेटलो ना आधीच्या कंपनीतल्या, तेव्हा कळलं तर मॅनेजरचा पगार आता ₹28,000 म्हणजे काय उखडलं त्या मॅनेजरनी 4 वर्षामध्ये सांगा मला?
हो. हो. हो. अच्छा. बघा ना. <chuckles> हो, काम करून. नाही आणि अशी ग्रोथ एवढी होत नसते, म्हणजे ठराविक
काय फायदा आहे एका ठिकाणी काम करून, स्थिर राहून? हां. मालकाचीच ग्रोथ होती आहे कंपनीच्या, त्याची तर ग्रोथ होतच नाही आहे. <chuckles>
होतच नाही आहे. मग त्यांनी बदललेल्या बऱ्या म्हणजे अशावेळी असं वाटतं. हो.
हां, म्हणजे बघा ना. मी जेव्हा त्या कंपनीत होतो ना 2 वर्ष, तेव्हा मालकाकडं सगळ्यात पहिले Ritz Ritz गाडी होती. Ritz, हां? त्यानंतर त्यांनी अ, टाटा नेक्सॉन घेतली आणि आता त्या मालकाकडं ऑडी गाडी आहे. म्हणजे त्या मालकाची प्रगती झाली. तो मॅनेजर त्याच त्या हां. तो मॅनेजर अजून सुद्धा त्या स्प्लेंडरवरच जातो कामावर.
हां. बरं. हां. हां. वाह! हां पण तुमची काहीच नाही. हां. हो, हो, हो. म्हणजे काय कमवलं ना, त्याने एवढं वर्ष?
काय फायदा झाला हा? मी ते नोकरी सोडली
हां, असं पण हं.

बरोबर आणि तुम्ही तुम म्हणजे काय आहे ते तुमचं तुम्हाला कळायला लागतं. म्हणजे तुमच्या इनर एबिलिटीज किंवा काय, तुमच्या जे आतलं आतल्या जे स्किल सेट काय आहेत, ते तुम्हाला कळायला मदत होते बेसिकली त्याच्यामुळे, हां.
हां. नक्कीच आणि जर बदल झाला. तुमच्या मूल्यांसोबत जोडलेला असेल ना, तर तो ओळख मजबूत होते तुमची अजून आणि अ, ब म्हणायचं गेलं ना, तर नोकरी आहे ना आपल्या आयुष्याचा एक असा अध्याय असतो, की जी आपली अ, प्रवासातलं ओळख ठरवते.
हं. हां. हां. हो, नक्कीच. तर मग अ, तरुण पिढीला तुमचा काय सल्ला आहे नोकरी बदलल्यानंतर, म्हणजे कशा बदलाव्यात किंवा त्यासाठी काही तुम्ही सांगू शकता? म्हणजे काय केलं पाहिजे नेमकं?
हां, बघा, तरुण पिढीला एकच सांगेल मी, की तुम्ही नोकरी बदल बदल करायला घाबरू नका, बदला. एकाच ठिकाणी स्थिर थांबून तुम्ही मंद व्हाल.
हां. हां. हो, नक्कीच. <chuckles>
या मतिमंद व्हाल, सरळ सांगायला गेलं, तर तुम्हाला त्या पाण्याच्या बाहेरचं दुन जग दिसणार नाही. तुम्ही अ, दुसऱ्या-दुसऱ्या पाण्यात राहत राहा.
हो. जग दिसणार नाही. हां, म्हणजे कुं बेडकाची धाव कुंपणापर्यंत अशातली गत होते म्हणायची त्याची. हां. हां.
हां, म्हणून तुम्ही जरा आजूबाजूची दुनिया बघा, स्वतःला ओळखा, की तुम्ही अ, किती तुमच्या टॅलेंट आहे, किती क्षमता आहे तुम्ही तुमची लेव्हल वाढवा. अकाउंट पासून अकाउंट्स मॅनेजर पर्यंत जावा. हे ना? सीनियर अकाउंटंट पर्यंत जावा. ऑ ऑडिटर्स पर्यंत जावा. हा, त्या मोठ्या-मोठ्या लेव्हल पर्यंत जावा. तर त्या कंपनीमध्ये तुम्ही हे ना, बदल केला तरच तुम्ही ते अचीव्ह करू शकता ना. इथेच पाण्यात थांबून तुम्ही किती माहिती घेणार आहे एका पाण्याची?
हां. हां. हो. हां, वेगवेगळे प्रोफाईल बघा. हां. हो, नक्कीच. हो, हो, ते ते एकदम खरं वाटतंय मला अ, खरंच, तर मग अ, नोकरी बदलण्यासाठी तुम्ही काय-काय केलं पाहिजे? आणि तुमची ओळख ती स्वतः तुम्ही निर्माण केली पाहिजे आणि नेमकी कशी बदलली पाहिजे? त्यासाठी काय स्किल सेट ठेवावेत आणि कसा डिसिजन घ्यावा? त्याबद्दल तुम्ही खूपच छान मार्गदर्शन केलं. तर अ, नक्कीच पुन्हा भेटू आणि नवीन विषयावर बोलू धन्यवाद.
हं, हं, हं. हो, हो. खूप-खूप धन्यवाद. हो. नक्कीच मला पण छान वाटलं आपल्याशी बोलून खूप-खूप धन्यवाद आणि आभार.